हो ना, म्हणजे खूप मस्त तुम्ही मुद्दा सांगितला का संवेदनशील जनक अशी काही बातमी उघडते आणि तेव्हा लोक विचार नाही करत. तेव्हा तर मला वाटतं का मोबाईलमध्ये पण नाही बघत हो. फक्त असं 1-2 क फक्त कानांनी ऐकून घेता की आज तसं तिथं तसं झालं तर हे झालं, नाही का? आणि धर्माच्या आणि जातीच्या बाबतीत आपल्या देशामध्ये तर खूप जास्तच कहाण्या-किस्से आपण ऐकतो, नाही का? अशा टाईमाला आहे ना ताण-तणाव वाढून जातो खूप जास्त आणि लोक दंगलपर्यंत पोहोचून जातात. जाळपोळ सगळं करतात, तसं नाही करायला पाहिजे.
हं, हं. हं. हो ना. हो. हो. खूपच. हो ना, हो ना. हो ना, हं. हो. हो ना. आणि एक अफवा तिथपर्यंत पोहोचते म्हणजे बघा ना.
हं, त्या फक्त एका अफवेमुळे इतकं काही बिघडून जातं, का पूर्ण देशच आपला जळून जातो.
हं, हं, खरंय.
नाही का? मग त्याच्यामध्ये असं मला तरी वाटतं का आपण हे करायला पाहिजे, नको आणि फक्त हे करायचं का त्या अफवेना आपण अ, असं आपली बघा आता ती नवीन पी-आय-बी पद्धत निघालेली आहे.
परत. हं. अ, कोणती हो?
पी-आय-बी पद्धत का, जेणेकरून आपण तो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे.
अच्छा. हां.
हो. ते अ, निघतात ना मग त्याच्यामुळे ती आपल्याला माहिती खरी आहे का खोटी आहे. हो, हो, हे समजतं, नाही का? आणि त्याच्यामध्ये हो, ही त्या एक ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये पण दिसतं ते आणि ह्याच्यामध्ये पण दिसतं. काय म्हणता ओ? Googleमध्ये पण ते सर्च केलं ना, तो Play Storeवरती अ, सॉरी Play Storeवरती जावा आणि त्याच्यामध्ये बघा तो ॲप येतो. तो डाउनलोड करून ठेवलं ना, खरंच खूप छान आहे. अशी काही बातमी जर तुम्हाला क समजली आहे ना, तर अ, ती पी-आय-बी पद्धत तुम्ही वापरा, नाही का? आणि जर ते पण होत नाहीये तुम्हाला, तर काय करायचं? आपले जे पोलीस प्रतिष्ठित लोक आहेत तिथे, नाही का, पोलीस खात्याचा नंबर सगळ्यांकडे राहतो ना हो, तिथं फोन करा आणि तिथं विचारा का खरोखर ही बातमी आहे, अफवा आहे का खरी का खोटी, नाही का? ते अगोदर त्याची शहानिशा करा. शंभर टक्के बातमी असेल, तर त्याच्यावरती विश्वास ठेवा. कारण आपली पोलीस यंत्रणा पण खूप पुढे गेलेली आहे ह्या गोष्टीमध्ये नाही का, म्हणून हो असं काहीतरी करा
की नाही हे समजतं. ओके वाह, वाह, वाह! हं, हं. अच्छा. हां. ओह! बरोबर. हं, हं. हं. हं, हं. असतो नक्कीच. हं. हं. खरंच. हो, प्रश्नच नाही. आणि मग अंतिम निर्णय कसा घ्यायचा हो? म्हणजे एकंदर पुढे पाठवायचं का नाही, मग अं, आणि जर आपल्याला समजलं, की ती अफवा आहे, तर मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं? हाही एक प्रश्न येतो, की आपल्या-आपल्याला समजलं चला ही अफवा आहे, पण जिथे ते फॉरवर्डेड मेनी टाईम्स झालेलं आहे, तिथे ती अफवा आधीच कितीतरी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे ना, मग ते कसं आपण थांबवू शकतो?
हं, हं. बरोबर, बरोबर, हो.